हां, जोरजोरात श्वास नाही घ्यायचा असं ते कपालभाती आनुलोम-विलमसारखं नाही फुसफुस-फुसफुस जोरजोरात नाही करायचं ह्याच्यात <chuckles> आपण नॉर्मल अ, म्हणजे त्याला असं नाकाला असं हे पण लावायचं नाही बोट वगैरे एका नाकपुडीनं श्वास घ्या, दुसऱ्यानं सोडा असं पण नाही आहे त्याच्यात, म्हणून तर टेक्निक बेस्ट आहे म्हणतात ना फोर फोर फोर फोर फाईव फाईव फाईव 5, 5, 5 म्हणजे तेच मग 5 सेट करायचे किंवा 5-5 सेकंद करायचं नाही का? थोडं वाढून. हे अ, तुम्ही बसूनच करू शकता नॉर्मल श्वास घ्यायचा. आता श्वास तर घेताच ना तुम्ही. असं नाही आहे, की श्वास घेत नाही. <chuckles> हां, श्वास घ्यायचा नॉर्मल आणि होल्ड करायचं म्हणजे असं जोरजोरात नाही घ्यायचं हं
हं. <chuckles> हां. <chuckles> हं. बरोबर. हां, हां, हां. हं. असं आहे का? हं. बरोबर. हं. बरोबर. हां. नाही बरं, बरं घेतो ना. हं. हं.
करायचं नाहीत लोकांच्यापुढे नाही का?
हां. <chuckles> हं.
हां, तसं नाही करायचं काही अ, नॉर्मल घ्यायचं आणि अ, दुसरं जर अ, टेकनीक सांगायचं झालं तर, हे पटत नसेल कोणाला तर.
हं. हं.
कॅफीन वगैरे तुम्ही घेऊ शकता. पण कॅफीनचं कसं आहे सवय लागते मग. बघा म्हणजे एव्हरी टाईम तुम्हाला तणाव येईल मग तुम्हाला वाटेल चला चहा पिऊया, कॉफी पिऊया, मग बरं वाटेल थोडं. मग हे टाळायचं एखाद्या वेळेस ठीक आहे. एमर्जन्सीमध्ये, पण त्याच्यावर अवलंबित्व किंवा त्याची ॲडिक्शन नका होऊ देऊ तणावामुळे म्हणजे कॅफीन
बरोबर, हां. हं, हं. बरोबर. हं. मग याचाही काहीतरी नुकसान होत असेल ना आपल्या बॉडीवर? शरीरावरती कॅफीन जास्त घेतल्याचं.
हां, कॅफीनचा असं म्हणजे चालतं 2 टाईम नॉर्मल चालतं, पण काहीजण काय करतात, खूपच पितात चहा दिवसभर नाही का. उठलं चहा हां, मग ते नाही चांगलं. म्हणजे ओव्हरयूज कोणत्याही गोष्टीचा चांगला नसतो. अ, चहा हेल्दी मानली जाते बघा. चहाचे खूप सारे फायदे असतात आणि आपलं ताणतणाव तर कमी होतोच पण अ, जसं हर्बल्स वगैरे पण आपण टाकून पितो ना चहा चहा कसा आपण फक्त पत्ती टाकून नाही पीत त्याच्यामध्ये अद्रक टाकतो किंवा वेगवेगळे मसाले टाकतो, त्या अद्रकचा पण वेगळा एक गुणधर्म असतो, गळाची खिचखिच वगैरे कमी होते है ना. अ, अ, काहीजण गुळाचा चहा बनवतात बघा ते गुळाचे पण एक विशिष्ट अ, हे असते गुणधर्म असतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अन चहा तर बोलायचं झालं तर त्याच्यावर पी-एच-डी करेल एवढे प्रकारच्या चहा आहेत वेगवेगळ्या ग्रीन टी आहे. है ना? ग्रीन टी आहे, लेमन टी आहे, काय-काय टीया काढल्या त्यांनी ह्यांनाच माहीत. हां ना.
हं. हो 10-10 12-12 चहा पिऊन जातात लोकं. बरं. हां. हं. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हो. हं. हो, नक्कीच ना. हं. बरोबर. हां, त्यांना अ, खूप सगळे आहेत.
खूप सगळ्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी हो, साधीच चहा बेस्ट आहे. फक्त साखर-बिकर कमी करा त्यामध्ये आणि कधी-कधी असे बिन-साखरेची बी घेत जा नाही का नुसती कडक ते पण छान आहे.
पण आपली साधीच चहा हो, चांगली ना? हं. बरोबर हां. हं, नाही तर नुसतं डायबिटीजच.
हां, ते पण सगळे असते किंवा शुगर फ्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता, ते आले ना आज-काल, हां, ते वाला तुम्ही घेऊ शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता तणाव थोडा कमी करण्यासाठी.
बरोबर हां. हं.

हो, अ, 4 सेट करायचे ह्याचे तुम्ही आणि अ, ह्याच्याने अ, फरक अ, टेक्निकली सांगायचं मेडिकलच्या फिल्डमध्ये तर असा फरक पडतो, की अ, तुमचा ऑक्सिजनचा सप्लाय जास्त होतो. म्हणजे तुमच्या लंग्स भरून आपण श्वास घेतो आणि जेव्हा होल्ड करतो ना आपण, होल्ड केल्यावर काय होतं माहिती आहे का? आपल्या ब्रेनला असं एक सेन्सेशन जातं, की "अरे, तुमची बॉडी अ, थोडी डेंजरमध्ये आहे." आहे ना? श्वास असा रोखून ठेवतो ना आणि मग अ, ते थोडं जागे झाल्यासारखं होते बॉडी. बॉडी काय करते? त्या अ, बॉडीच्या डोक्यामध्ये असं चालू होतं, "अरे, जाऊ दे बाबा, ताणतणावाचं पण इकडे बॉडीच मरायला आली आहे नाही का?" <chuckles>
बरं, बरं. ह्याच्याने काय फरक पडतो आपल्यात? हं. हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हां, हां, हां. हं. बरोबर, हां. हं. अ, <laughs> बरं, बरं, म्हणजे तणावाला काय करू? माझंच काम होऊन जाईल तर.
हां, ब्रेन असा विचार करतो लिटरली आ हां, म्हणजे लिटरली त्याचा असाच अर्थ आहे, नाही का? म्हणजे अ, ब्रेन असा वर्क करतो आपला म्हणजे त्याला वाटतं, की अ, अ, इमर्जन्सी सिच्युएशन आहे.
हं. हं. हं. बरोबर, हां. म्हणजे असे इमर्जन्सी सिच्युएशन आहे आपली. मग आपण
हां, आणि हां, इमर्जन्सी सिच्युएशन आहे ब्रेनला वाटतं आणि अ, तो ब्रेन काय करतो मग अ, डायव्हर्ट होतं त्याचं ध्यान, नाही का, तणावापासून दुसरीकडे. आणि मग ते बॉडीला कसं प्रोटेक्ट करू? मग जेव्हा आपण एक्झेल करतो, सोडतो ना श्वास. अ, श्वास सोडल्यानंतर आपण काय करतो? जे कार्बन डायऑक्साईड आपलं जे आहे, ते सोडतो. मग पुन्हा होल्ड करतो आपण तिथं नाही का सोडल्यानंतर.
हं. बरोबर, हां. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं.
मग त्याला काय वाटतं ब्रेनला? अ, सायकल तुम्ही लक्षात घ्या, बघा, पहिले सायकलमध्ये काय होतं? ऑक्सिजन सप्लाय होतो लंग्समध्ये, बरोबर? ऑक्सिजन सप्लाय झाल्या मग आपण ऑक्सिजन कट ऑफ करतो म्हणजे अ, होल्ड करताना 4 सेकंद, आहे ना? मग 4 सेकंद होल्ड केल्यानंतर आपण काय करतो? कार्बन डायऑक्साइड सोडतो, आहे ना? कार्बन डायऑक्साईड सोडल्यानंतर पुन्हा 4 सेकंद आपण कट ऑफ करतो म्हणजे अ, इन्हेल नाही करत लगेच ऑक्सिजन. म्हणजे अ, सुरूचे 4 सेकंद आणि ते नंतरचे 4 सेकंद 8 सेकंद जवळपास 10-12 सेकंद आपण ना श्वासच घेत नाही. मग अ, तेव्हा ब्रेनला वाटतं, की "अरे, अ, उठायचं काम आहे आता आणि लवकर-लवकर आपण हे करूयात अ, दुसऱ्या डायव्हर्ट करूयात." हं, हं.
हं. हं. बरोबर, हां. हं. बरोबर, हो. हं. हं. बरोबर, हां. हं. बरोबर म्हणजे, तणावापासून मुक्त व्हायचं आणि दु आपली प्रक्रिया चालू करा बुवा आता.

पण काय होतं ना की काही-काही लोकांना अशा टेक्निक्स पटत नाही, की 4-4-4 टेक्नीक, त्याच्यानेही त्यांना काही फरक जाणवत नाही किंवा कॉफी, चहा पिऊनही त्यांना फरक जाणवत नाही. मग अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे नवीन काहीतरी काय सांगणार तुम्ही यांच्यासाठी?
त्या व्यक्तीनं जायचं मग डॉक्टरकडं. <laughs> मग अ, मग काय करणार दुसरं नाही का, अ, डॉक्टर देते मग गोळ्या झोपीच्या आणि झोप आली की तणाव कमी होतो आपोआप, नाही का? अ, हे बघा अ, सिंपल गणित आहे, झोप बिघडली की तणाव तुमचा वाढणार आणि तणाव कसा वाढणार? झोप बिघडली, तुमचे कामं नाही होणार कारण की एकाग्रता व्हना होणार नाही, मग कामं नाही झाले तर मग काय होणार तुमचे कामं पेंडिंग पडणार, कामं पेंडिंग पडले की तणाव वाढणार नाही का. तुमची झोप अ,
असं का? <laughs> हां. <chuckles> हं, बरोबर. हं. बरोबर, हां. बरोबर. बरोबर. बरोबर. तणाव वाढणार. हां, तेच होतं म्हणजे तेच-तेच फिरून-फिरून तेच चालतं पण तुम्हाला असं वाटत नाही का, की कामं चालत आहेत ऑफिसमध्ये नॅप ब्रेक असायला पाहिजे नॅप घेऊ द्यायचा थोडासा, की जेणेकरून त्यांचा तणाव दूर होऊ शकतो.
हां, चक्र ते आहे चक्रव्यूह. हां, हां, असू शकतं ना, नॅप ब्रेक चालतो पण आता करत नाही ते एमएनसीवाले. अ, काही-काही याच्यामध्ये असं अ, आता बघा चायनाचं उदाहरण घ्या तुम्ही, चायनीज स्कूलमध्ये प्रॉपर नॅपचा आवर असतो त्यांचा नाही का, मुलांचा. म्हणजे अन् लिटरली ते त्यांचं डेस्क असं बनवलेत त्यांनी, त्याचं असं बटण प्रेस केलं ना ते असं अ, इन्क्लिन इन्क्लाइंड होतं आणि त्याच्यामध्ये ब्लँकेट वगैरे सगळं राहतात, झोप काढतात ते माहीत आहे का 1 तास. नॅप हं, पॉवर नॅपची आणि अ, प्रॉपर त्याचं आपलं कसं सब्जेक्टचा आवर असतो बघा एखादा चित्रकलेचा आवर अ, संस्कृत विषयाचा आवर, इंग्लिशचा आवर तसं नॅपचा आवर असतो त्यांचा झोपायचा. <chuckles>
ना. हं. हां. हं. बरं, हां. हं. अरे वाह! हं. हं, हं. हं, हं. बरोबर, हां. अरे वाह!
हां, तर असं तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता पण नाही ना, याचा तर जीव अ, खाऊनच त्यांना समाधान भेटते <chuckles> एमएनसीवाल्यांना तर, तसंच आहे. अ, करू शकतात पण प्रयोग अ, नाही तर हे बघा, तुम्ही नॅप द्या नाही द्या, ज्याला नॅप घ्यायची ना ते चोरून लपून कुठेतरी घेतयचं नॅप ते कंपनीमध्ये. <chuckles> अ, तर असा असते आणि दुसरं बघा ताणतणावाचं कारण आजकाल सोशल मीडिया पण आहे.
हं. हं, बरोबर. हं. <chuckles> हं. बरोबर, हो. <chuckles>